नक्कीच. मला तर असं वाटतं की खरंच खूप म्हणजे छान गोष्ट झाली आहे, की आपण आपल्या लांबच्या नातेवाईकांना किंवा आपल्या कुटुंबाला जरी ते म्हणजे थोडे दूर राहत असतील, तर त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो. जसं की ऑनलाईन अ, कॉल किंवा व्हिडिओ कॉल, WhatsApp ग्रुप, अ, व्हॉईस नोट्स. या सगळ्या गोष्टी आपण अ, वापरू शकतो आणि एकंदरीत मला तर वाटते या खूप उपयुक्त देखील आहेत. कारण कसं आहे? बघा आता मला काय झालं की माझे काही नातेवाईक आहेत ते परदेशात राहतात. तर मग त्यांना कधी-कधी ते येत नाही ना, काही सणांना, म्हणजे त्यांना नाही जमत. अ, प्रत्येक वेळेला येणं. तर मग त्यांना आम्ही म्हणजे व्हिडिओ कॉल करतो आणि मग त्यांना म्हणतात ना की व्हिडिओ कॉलमुळे आम्ही एकत्र येतो आणि मग कधी-कधी त्या गप्पा पण आमच्या होतात आणि मग अ, काय-काय सगळं चालू होतं. पण असं वाटतं की ते जर काश इथे असते तर म्हणजे किती मजा करता आली असती आम्हाला? असं पण आमच्या मनात वाटतं. पण म्हटलं ठीक आहे प्रत्येक हो, हो. आम्ही पण मिस करतो आणि ते पण मिस करतात. पण कसं असतं की काही गोष्टी म्हणतात ना आपलं करिअर पण असतं, आपल्याला पैसे पण कमवायचे असतात. मग कधी कधी ह्या गोष्टी कॉम्प्रोमाईज होतात आणि मग मला तर वाटतं की अ हे कुटुंबाशी जुडणं, हे ऑनलाईनमुळे म्हणतात ना थोडंसं सोयीस्कर झालं. ॲटलीस्ट आपण त्यांना बघू, भेटू पण शक शकतो ना म्हणजे ते देखील एक म्हणजे बरं वाटतं ठीक आहे चला. हां आणि मग ते पण कधी-कधी ऑनलाईन बघत असतात आम्हाला. आम्ही त्यांना बघत असतो काय-काय करत आहेत ते? असं सगळं आमचं चालू असतं आणि मग काय होतं की अ, सगळं म्हणजे खाय त्यांना पण खूप मस्त वाटतं. "अरे काय जेवण केलं आहे दाखवा आम्हाला" ते कसं मिस करतात ना इकडच्या गोष्टी, त्यांना आता नाही ते तिकडे मिळत कारण का अ, पापड वगैरे पण त्यांच्या तिकडे खूप महाग-महाग मिळतात आणि मग नेले तरी मग काय किती नेणार ना? ते थोडेसेच असणार.
हां. हां. हो. हां. हो. हो. हो मजा करतात. हो मी मिस करता तुम्ही. हां त्यांना. बरं वाटतं. हो. हो, हो. नक्कीच. हो आणि खायचे पदार्थ न्यायला पण म्हणे लिमिटेशन्स असतात तिथे.
हो अलाऊ हां लिमिट आहे आणि मग तेच काय-काय नेणार ना ते पण असं आहे. तर मग त्यांना खूप असं मस्त वाटतं की पापड, अ, लोणची असतात, आपली पापड असतात. मग त्यांना ते बनवताना दाखवलं तरी ते खुश होतात. असं झालेलं आहे त्यांचं एकंदरीत आणि हां. आणि कसं असतं की त्यांना नियमित अपडेट्स देत असतो आम्ही किंवा म्हणू शकतो की म्हणजे काय चाललं आहे? खुशाली हां. अ, कसं आहे किंवा म्हणतो की त्यांना असं वाटतं की आम्हाला पण यायचं आहे पण काय कधी-कधी मग ते नाहीच शक्य होत. हो, करिअरवर बरोबर. मग आणि असतं की मग त्यांचं तेच असतं की थोड्या दिवसांनी आम्ही इंडियामध्ये परत येऊ किंवा भारतात परत येऊ तेव्हा आपण हो, हो.
हां. खुशाली कळतं सगळं होता हां. हां. पैसा हो. ते करिअर अ, आडवं येतं पण हो सगळं आडवं येतं मग. हो पण ते अ, होप्स ठेवतात. पण ते एक्चुअली कधी येतच नसतात. तर मग ऑनलाईन, हो.
अ, हां. तर मग ते कधी, हं म्हणजे कधी-कधी येतात सणांना पण सगळ्याच सणांना नाही ना जमत त्यांना. असं आहे.